एक्झॅक्टली आणि मी ह्याला बळीही पडलोय खरं सांगायचं तर खूप वेळा. हां, म्हणजे ते नक्कीच. हे बघा ना, एकानी अ, कोणीतरी मॅडम होत्या त्यांनी फोन केला मला. म्हणे, "मी ह्या-ह्या एनजीओमधून बोलते आणि आमचं एक बाळ आहे हे लहान तिला कॅन्सर वगैरे झाला आहे आणि तिचं ट्रीटमेंट चालू आहे ना, अ, तुम्ही आणि आमची एनजीओची वेबसाईट आहे." तर तिने क्यूआर मला पाठवला आणि क कसं आहे मी थोडा हे आहे, इमोशनल माणूस आहे म्हणजे मला वाटते माणुसकी आपल्याला दाखवायला पाहिजे हां, म्हणजे जेवढे आपण पैसे कमवतोय थोडे दान पण केले पाहिजेत आपल्याला शिकवले जातं असं लहानपणीपासून, नाही का? तर मी केलं सुरुवातीला अ, जेवढं होईल तेवढं, नाही का? ₹300-200 असं मी ते द्यायचो आधी. मग नंतर माझ्या लक्षात आलं की ह्या आणि अ, असं नाही की मी ब्लाइंडली अ, त्यांना दिले. त्यांची वेबसाईट पण असते माहीत आहे का? चांगली अशी ओरिजिनल दिस ओरिजिनल दिसण्यासारखी.
अरे बापरे! काय झालं होतं सांगाल का आमच्याशी जरा शेअर कराल? अच्छा. ओके. अच्छा. बरोबर. असावी, बरोबर, हां. बरोबर. हो, बरोबर आहे. बरोबर. अच्छा. अरे बापरे! म्हणजे अगदी सगळं प्लॅनिंग करून बसलेले असतात हे.
पूर्ण प्लॅनिंग करून आणि म्हणतात ना, एकदम प्रोफेशनल असतात ते, म्हणजे त्यांचं कामच हे असतं. बघा ना, दिवसाचे जर ₹100 रुपये जरी एकाचे पकडले. असे तुमचे 10000 जरी की 1000 जरी झाले, तर किती रुपये? लाख रुपये तर इथेच होतात दिवसाचे. आरामात, हं. तर असं होतंच. मग तेव्हापासून मी काय आणि मला डाउट केव्हा आला म्हणजे ह्याबद्दल मी सावध तेव्हा झालो, की त्याच मॅडमचा माझ्याकडे 2 सिम आहेत राइट? म्हणजे वेगवेगळे, तर दुसऱ्या नंबरवरही कॉल यायला लागला की "हां, आमचं असं-असं झालेलं आहे" अन् मी अ, मी सांगितलं त्यांना की मी ऑलरेडी केलंय म्हणजे अ, डोनेट ना, मग त्यांनी इमिडिएटली डिस्कनेक्ट केला कॉल. म्हणजे तो माझ्यासाठी एक रेड फ्लॅग होता. अ
हम्म. हो ना. हो ना. लाख रुपये आरमारात. ओके. अच्छा. हां, हां, हां. बरोबर. राईट. हां. रेड फ्लॅग होता, एक अलर्ट कॉल होता तो की तुम्ही आता तरी जागे व्हा. हं, हं, हं.
हां, मग अ मग मी जास्त निरीक्षण करून जेव्हा वेबसाईट वगैरे त्यांची व्हिजीट केली ना, तर तिथं स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे दिसायला लागल्या वेबसाईटवर म्हणजे प्रोफेशनल नाही आणि लिंक वगैरे
हां, बरोबर. म्हणजे हे सुद्धा एक म्हणजे छोट्या-छोट्या हे सुद्धा जे आहे ना, स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे बघणं गरजेचं आहे, की एखादी वेबसाईट तुम्ही चेक करताय, तेव्हा ती फेक आहे की नाही हे सांगायला.
हां. खूपच गरजेचं आहे.